आजकालच्या या युगात शिक्षणाचे बरेच मार्ग आपल्यासाठी उपलब्ध झालेत. म्हणजे अ, बऱ्याच प्रकारचे कोर्सेस किंवा अ, पुस्तकातून शिकता येतं किंवा अ, YouTubeच्या व्हिडिओजमार्फत किंवा कोणत्याही शैक्षणिक अ, वेबसाईटवरच्या व्हिडिओजमार्फतही आपल्याला शिकता येतं. तर मग अ, सुरुवातीला मला सांगाल का, की तुम्ही एखादा कोर्स, पुस्तक, व्हिडिओ यापैकी काहीतरी निवडताना काय तपासून पाहता? म्हणजे तुमचं उद्दिष्ट की तुमच्या सोयीचं काय आहे, हे तपासता?
हं, हं. हं. अ, याच्या उत्तराचे 2-3 भाग होतील. पहिला भाग म्हणजे जर त्याच्यातनं माझं उद्दिष्ट हे अ, माझी एक अ, व्यवसायातली किंवा नोकरीतली प्रगती असेल
ओके. हां.
तर त्याला आपण गंभीर शिकणं म्हणू. सीरियस कमिटमेंट असं.
बरोबर, बरोबर.
तर त्याच गोष्टीसाठी मग मी अ, सहसा पुस्तकांकडे हल्ली जात नाही. मी अ, जे आता अ, प्रसिद्ध असलेले अ, सेल्फ लर्निंग कोर्सेस आहेत
ओके. हां.
त्याच्याकडे जाणं मी अ, प्रिफर करतो.
ओके.
अ, म्हणजे अ, आता मी अ, आयटीच्या क्षेत्रात आहे. तर मला लेटेस्ट भाषा Python वगैरे शिकायची आहे. तर मी काय करेन, की अ, अ, Coursera किंवा अ, अशाच काही अ, कोर्सेस अगदी स्वस्तात त्यांच्याकडे मिळतात आणि तुम्ही अ, त्या कोर्सेस अ, म्हणजे समजा एक मी कोर्स निवडला Python, तर Pythonचा कोर्स तिथे एक 25 जणांनी केलेला असतो, 50 जणांनी केलेला असतो.
ओके. अच्छा. हां. ओके. हां. ओह! बरं.
त्यातल्या कुठल्या अ, माणसाचा घ्यायचा कारण सगळे चांगले असतील ते 50, पण माझी शैली आणि शिकण्याची आणि त्याची शिकवण्याची, अ, ही कशी मॅच होईल? कारण कसं असतं, मुळात तुम्ही लांबून जेव्हा शिकता ना, सेल्फ लर्निंग करता, तेव्हा एंगेजमेंटचा भाग अ, क कमी असतो. वर्गात जेव्हा तुम्ही समोरासमोर असता, तेव्हा देहबोली एकमेकांची दिसते, मग उदाहरणं देता येतात, थोडंसं अ, हां, सहज वातावरण असतं. पण जेव्हा हा असा कोर्स करायचा असतो, तेव्हा सगळ्यात <chuckles> वाईट गोष्ट अशी असते, की अ, मी तो एकदा विकत घेतला जे काही ₹400, ₹800, ₹600
हां. हां. हां. हम्म. हां. हां. बरोबर. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. हां.
की मी तो कधीही करू शकतो, कधीही करू शकतो म्हटल्यावरती मग त्याचा वेळ काढत नाही आपण. त्याउलट
बरोबर. हां, खरंय, खरंय.
समजा मी एका वर्गात गेलो आणि आज मी त्या वर्गात तिथे गेलो नाही, तर ते माझं शिकणं बुडेल.
हं.
या भीतीतनं
हम्म.
आपण जरा जास्त सिन्सिअर असतो. शिवाय माझं अ, अ, मत पण त्यांचं त माझ्याबद्दल अं, अ, अ, वाईट होईल, अनियमित विद्यार्थी. तसं ऑनलाईनला तुमची कमिटमेंट नसते ना त्या व्यक्तीशी किंवा ते रेकॉर्डेड आहे कधी रात्री 2:00 वाजता पण बघता येईल.
असतो. बरोबर. बरोबर. बरोबर.
म्हटलं तर हा फायदा आहे. पण म्हटलं तर तोटा आहे. म्हणजे ज्याला खरंच ते शिकायचं आहे त्याचे याच्यावाचून कोणाचं तरी काहीतरी अडलंय, <chuckles> नडलंय, <chuckles> अ, त्याचं शिकणं मग चांगलं होतं. तर मी काय बघतो की अ, अ, अ, ए जनरली एक सुरुवातीला त्यांनी त्या कोर्समध्ये काय-काय आहे ते दिलेलं असतं.
हं. खरंय. अडतंय. हं, हं. हां. हां. अच्छा.
आणि मग खूपच जास्त मटेरियल असलं तरी मी ते निवडत नाही.
बरं.
कारण अ, ज्याला खात्री नसते ना, तो अ, अ, अ, म्हणजे अ, पु. लं. देशपांड्यांच्या भाषेमध्ये "सतरा वाद्यांचं कडबोळं" करतो, <chuckles> म्हणजे ज्याला खात्री असते.
हां. हां. <chuckles> खरंय, खरंय. पण एखादा स्रोत अ, चांगला आहे, की वाईट हे अ, तुम्ही कशावरून ठरवता? म्हणजे त्याला मिळालेले रिव्ह्यूज किंवा तो कोर्स कोणी डिझाइन केलाय, त्या ऑथरची माहिती किंवा त्याचं एखादं सॅम्पल? काय अ, अ, त्या कोर्सची गुणवत्ता ठरवण्याची अ, काय प्राथमिकता असते तुमची?
अ, मी असं म्हणेन की अ, ते पण बरंचसं अवलंबून असतं, की जर प्रॅक्टिकल शिकायचं आहे कुठली गोष्ट करण्याची, तर त्यांनी प्रॅक्टिकलचं डिझाइन काय केलंय त्याच्यामध्ये सोप्या पसनं मध्यम आणि मग अवघड. अशा असाइनमेंट्स दिल्यात का? आणि त्या असाइनमेंट्सवर येणाऱ्या अडचणींवर ते उत्तर देणार का?
हां. हां, हां. हां. हं. बरं. ओके.
हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण थेअरी तर काय आता ChatGPT विचारली की कसलीही मिळते.
बरोबर. <chuckles> खरंय. खरंय.
म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विस्डम. म्हणजे मला मराठी ह्यातले प्रतिशब्द तितके माहिती नाहीयेत. नुसती माहिती मग त्या माहितीचा कसा वापर करायचा? ते इन्फॉर्मेशन. आणि अ, विद्वत्ता म्हणजे ज्ञान नव्हे. <chuckles> म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला, की टोमॅटो हे फळ आहे. ही माहिती झाली. पण ते फ्रूट सॅलेडमध्ये घालू नये <chuckles> हे ज्ञान झालं. <chuckles>
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. अगदीच. हां, हां, सांगा ना. बरोबर. हं, हं, हं. <chuckles> हं. अगदी बरोबर.
तर अ, त्यामुळं तर हं. त्या त्यामुळं मला जे शिकायचं आहे त्याच्यासाठी उपयुक्त. बरं मला समजा मी आता समजा एखाद्या
छान उदाहरण दिलंत. <chuckles>
आंतरराष्ट्रीय अ, अ, बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे एम-एन-सीमध्ये काम करतोय आणि अमेरिकेतले माझे क्लायंट आहेत. तर मी अ, अ, जपानी शिक्षकाचं शिकून कदाचित फायदा होणार नाही.
हं. हां. ओके. बरं. बरोबर आहे. हं.
किंवा मग इतर अमेरिकन कंपन्यात काम केलं. मग तो भारतीय असो, नाहीतर फ्रेंच असो, नाहीतर जर्मन असो. त्यांनी तिथे काम केलं असेल ना, तर त्या प्रकारचं काम केलेला माणूस मला पाहिजे.
हां. हं. हां. बरोबर आहे, अगदी बरोबर.
हां. तर त्या तोही भाग एक बघायला पाहिजे. अ, हे उदाहरणं झाली. आता मी दुसरं एक उदाहरण घेतो. पुस्तकं, हल्ली पुस्तकं हं.
हं. हो, सांगा ना.
पुस्तकाबद्दल बोलतो. अ, मी पुस्तकांचा अत्यंत प्रेमी आहे. म्हणजे हां. अ, मराठीमध्ये एक अ, 10,000 आणि इंग्लिशमध्ये 25,000 पुस्तकं मी वाचली असतील.
हं. अरे वाह! अरे, बाप रे!
हां. तरं, अ, मी अ, व म्हणजे तेवढं एकच मला व्यसन आहे. हां, तर पुस्त पुस्त कं जरं, अ, अ, कसं असतं ना, बरेच लोक पुस्तकाचं मागचं पान वाचतात आणि त्याच्यावरनं कळतं. पण बऱ्याच वेळ्या पुस्तकाचं पहिलं पान आणि मी उघडून इंडेक्स पेज बघतो म्हणजे ज्याच्यामध्ये अनुक्रमणिका असते. त्याच्यामध्ये
अच्छा. <laughs> हं. हां. बरोबर. हं.
एक फ्लो कळतो आणि मग पहिला अ, चॅप्टर चा पहिला पॅरग्राफ बऱ्याच वेळा पुस्तकाची सुरुवात कशी झाली आहे? त्यावरनं शैली कळते आणि एक अंदाज येतो की शेवटच्या पानापेक्षा शेवटच्या पानावर जाहिरात असते आणि पहिल्या पानावर अ, खरं असतं <chuckles> तर अ, त्याप्रकारे
हां. हांआ. बरोबर. हां. हां. <laughs> खरं आहे, खरं आहे. पण मग अ, प्रॅक्टिकल शिकायचं का थिअरी? म्हणजे अ, त्यानुसार निर्णय कसा घ्यायचा? म्हणजे काही उदाहरण देऊ शकता का?
हो नक्कीच. अप अ, समजा आपल्याला अ, पोहायला शिकायचं आहे तर त्याबद्दलचं पुस्तक हे अ, पोहण्याचा शिक्षक पोहण्याचा शिक्षक हां. तिथे मी अ, तो फ फ मायकेल फिलिप, ज्याच्याकडे ऑलिम्पिक पदकं आहेत.
हं. हां. <laughs> बरं. हां. हां.
त्याचं सुद्धा पुस्तक नाही घेणार, कारण तो "प पाण्यात पडायचं आणि पोहायचं" असंच सांगेल. <laughs> त्याला ते खूप सोपं आहे.
हं. बरोबर आहे. हे अतिशय चपखल उदाहरण दिलंत तुम्ही इकडे. <chuckles>
हां. तर तसं नाहीये. ज्याला शिकवण्याची सवय म्हणजे आता मी माझ्या मेहुणीकडनं शिकलो पोहायला.
हं. अच्छा, अरे वा!
तिचं अ, वैशिष्ट्य म्हणजे, ती मूकबधीर मुलांना अ, पोहायला शिकवायची.
हां. हो. वॉव!
म्हणजे मी मुकबधीर नाहीये. पण <chuckles> पण तिच्याकडनं शिकायला तिने अगदी प्रार्थमिकपासनं सुरुवात केली. ती म्हणाली पोहणं वगैरे सोडून दे. पहिल्यांदा पाण्यात उतर आणि ते बुडबुडे काढ.
<laughs> अर्थात, ते कळल. <laughs> हां. हां. अच्छा.
हां. श्वास घे. अ, नाकाने आणि तोंडाने पाणी सोड. बुडबुडे काढ.
अरे वाह! हं. हां.
मग पायावरती घे आणि पायाने हालचाल कर. मजा येते, की नाही असं. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तर माणूस ते पुढं करतो.
हां. खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे.
तर अ, मी स्वतः शिक्षक आहे तर मग माझी पद्धत कशी असते, की अ, मी त्याला एज्युटेनमेंट म्हणतो. म्हणजे एंटरटेनमेंट तर पाहिजे आहे.
हं, हं. हां. प्लस एज्युकेशन.
हां, पण पहिलं एज्युकेशन.
वाह! बरोबर आहे, बरोबर आहे. अर्थात. हं, हं.
हं. नाहीतर काही पुस्तकं असतात ना, "हाऊ टू मेक फ्रेंड्स" वगैरे तर ते पुस्तक वाचून लोकांना मित्र होतील का मला शंका आहे?
हां. हं. <laughs>
<chuckles> ज्याला खूप मित्र करता येतात ना, तो आणखीन जास्त मित्र करायला पुस्तक वापरू शकेल. ज्याला मुळात लोकांशी बोलायलाच भीती वाटते. त्याला अ, "हाऊ टू मेक अ फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल." अ, नाही फारसं. तो ते पुस्तक घेतो आणि छानपैकी घरामध्ये ठेवून देतो. <laughs>
खरं आहे. हां. बरोबर. हां. नाही होणार. खरंच. खरं आहे, खरं आहे.
हां, म्हणजे त्याच्यात लेखकाची चूक नाही आहे. पण शिकणाऱ्याची चूक कशी आहे, की आपल्याला जे जमायला फारच अवघड आहे
हं, हं. हां.
ती गोष्ट तुम्ही करायला जाल, तर अ, ते शिकणं खूपच कठीण होईल.
हं. बरोबर. पण मग तुम्हाला असं वाटतं का की अं,
पण त्याचबरोबर तुम्हाला हेचं हां.
एखाद्या स्थानिक भाषांमधले अ, कोर्सेस ऑनलाईन कमी अवेलेबल असतात. मग एखादा जण असा असतो, की ज्याला त्या स्थानिक भाषांचंच ज्ञान असतं, पण इंग्रजीचं त्याला ज्ञान नसतं. मग अशा वेळेला त्याने काय करावं, मग अ, पुस्तक हा पर्याय निवडावा का किंवा नाही तर मग आणखीन कशा पद्धतीने अं, त्याने शिकावं?
माझं म्हणणं असं आहे, की अ, त्यांनी तर खरं तर ऑनलाईन पद्धतीनेच जास्त शिकावं, सेल्फ लर्निंग. म्हणजे अ, अ,
अच्छा.
Skillsoft नावाचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आहे.
बरोबर. अच्छा. पण मग इथेच अ, मराठी भाषेमध्ये किंवा अशा स्थानिक भाषांमध्ये व्हिडिओज उपलब्ध आहेत अशा प्लॅटफॉर्म्सवर?
किंवा अ, नाहीयेत. ते इंटरनॅशनल अ, आहेत. त्यामुळं ते बरेचसे इं अ, इंग्रजीमध्येच जास्त आहेत.
हां, आ. म्हणूनचं म्हटलं, की अ जर एखाद्या शिकणाऱ्या माणसाला इंग्रजी येत नसेल. किंवा त्याला समजत नसेल तर अ अ, त्याने काय करावं म्हणजे त्याने का कोणती प्रणाली अ, वापरून अंम, शिक्षण घ्यावं असं?
नाही, ऑनलाईन तरीदेखील त्याच्यासाठी चांगलं आहे. अ, आता उदाहरणार्थ हल्ली बरेच जण अ, स्वयंपाक शिकतात. अ, म्हणजे स्वयंपाक हा मुलीनेच करायला पाहिजे तो जमाना गेला आता. सगळ्यांना आला पाहिजे स्वयंपाक. तर बरेच जणं स्वयंपाकाच्या गोष्टी हे अ, त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये YouTubeमधनं शिकतात. आणि कुठल्याही वयाचे लोक शिकतात. म्हणजे असं नाही
अच्छा. हां. बरोबर, हो. अगदी. हो. हो. ओके. हो, हो. तेही आहेत.
काय ना आपल्याला, प र र स्टॉप करता येतं, रिवाइंड करता येतं. सामग्री बघता येते.
हांआ. बरोबर, बरोबर. बरोबर आहे.
माझ्या माहितीच्या एक व्यक्ती आहेत. त्या सकाळमध्ये अ, न्यूजपेपरमध्ये अ रेसिपीज लिहायच्या. जवळजवळ 12 वर्ष, रोज 1 रेसिपी.
हां. अच्छा. ओह!
तर मी त्यांना विचारलं. म्हटलं तुमच्या या रेसिपीजचं काय वैशिष्ट्य आहे? केवढी कुक-बुक्स मिळतात ना स्वयंपाकाच्या पुस्तकाचं?
हां. हो ना, हो ना. बरोबर आहे.
त्या म्हणाल्या, "इतर सगळ्या पुस्तकात काय असतं ते आइसबर्ग लेट्यूस आणा वगैरे. <chuckles> ते तर कुठे मिळतं अन् केवढं महाग!" <chuckles>
हं. हां. <chuckles> हो. <chuckles>
त्यांच्या सगळ्या रेसिपी आहेत. त्या सहजपणे प्रत्येक घरात जे मिळतं त्याच गोष्टींपासनं बनवायच्या रेसिपी. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
हं. ओह! हां. किती महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का?
म्हणजे हां. म्हणजे सहजपणे आ आता अ, अ, मिरची आणि मोहरी आणि अ, कढीपत्ता असतोच प्रत्येक घरात म्हणजे. ती महाग पण गोष्ट नाही.
हं. बरोबर आहे. हो, बरोबर आहे.
नाहीतर, "त्याच्यामध्ये द 10 काड्या केशराच्या घाला." तर ते कोणाकडे असणार एवढं केशर.
कोणाकडे हो ना, हो ना. खरं आहे, खरं आहे.
त्यामुळं माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे क्वांटम कॉम्प्युटर आहे का? नाहीतर मी क्वांटम कॉम्प्युटरचा कोर्स कसा शिकणार? मला ॲक्सेस तर पाहिजे आहे ते वापरायला.
हां. बरोबर आहे. बरोबर.
त्यामुळं ते जो ज्याच्या भाषेमध्ये शिकायचं आहे त्याला, त्याला तशा पद्धतीने शिकता येऊ शकेल. पण त्याला थोडी मर्यादा आहे आणि अ, आता वेगवेगळ्या प्रकारची ए एआय मॉडेल्स जगभर वाढत चाललेली आहेत. त्यांच्या अ, त्यांना वेगवेगळ्या भाषा पण येतात. तर पुढच्या काळामध्ये हा प्रश्न सुटेल. पण अ, खूप साऱ्या लोकांनी शिकलेलं असं एका ठिकाणी ज जर का असेल आणि त्याचे रिव्ह्यूज असतील आणि प्राईस पण मग कमी असेल, खूप लोक ते शिकतात म्हटल्यावर मग किंमत पण कमी ठेवता येते.
हं. हां. बरोबर. बरोबर. हं. खरं आहे. हं. हां. हां. बरोबर आहे.
आपल्याकडे वेळ, शक्ती, आपलं लर्निंगची मेथड. आणि आपल्या मर्यादा. आणि ना ते थोडा आनंददायी पण झालं पाहिजे. थोडासा विनोद <chuckles> पाहिजे. कारण. गंभीर, लांब चेहरे करून असं काही शिकणं होत नाही. शिकणं अ,
हां. हं. हो, हो. खरं आहे, खरं आहे. होत नाही. आणि त्याची मजा ही येत नाही.
हां. म्हणजे हां. अ, मी एक अ, हे सांगतो तुम्हाला अ, म्हणजे हा प्रश्न अ, मला माझ्या शिक्षकांनी विचारला होता, की आयुष्यात आपण सगळ्यात जास्त कधी शिकतो. त्यांनी मुद्दाम असं वर्णन वगैरे केलं. एका माणसाने पी-एच-डी केली आहे वगैरे. तर मी उत्तर दिलं हां, त्याने पी-एच-डी करताना सगळ्यात जास्त शिकलं असेल. तर म्हणाला नाही. वय वर्ष 2 असताना आपण शून्यातून एक भाषा शिकतो. तेवढं शिक्षण आपण नंतर आयुष्यात कधी करत नाही.
आनंद ही देत नाही तसां शिक्षण. हं. अच्छा. हां. बरं, बरं, बरं. <chuckles> नाही. हां. ओ.
तर 2 वर्षाचं बाळ तुम्ही जर बघितलं असेल तर ते काय करतं? तर त्याच्याकडे 3 गोष्टी असतात. एक ते पापणी पण अ, हे करत नाही. प्रचंड कॉन्सन्ट्रेशन असतं.
हं. हं. निरीक्षण. हो, हो.
दुसरी गोष्ट प्रचंड कुतूहल असतं. म्हणजे आगीत पण हात घालतो आहाहा, ते पोळलं म्हटलं नंतर सांगतं पोळल्यावर. पण पोळण्याचा अनुभव घेतं ते.
हो. हो. हो. <chuckles> घेतं. खरं आहे, खरं आहे.
आणि किती वेळा पडला तरी परत उभा राहत. त्यामुळे चुकण्याची भीती नाही. फिअर ऑफ फेल्यर नाही. अ,
बरोबर. बरोबर. खरंच.
उत्सुकता जगाबद्दल. आणि नवीन काहीतरी करण्याची पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. या 3 गोष्टी असतील ना तर काहीही शिकणं सहज शक्य आहे माणसाला. कुठल्याही वयात?
हं. इच्छा. खरंच. हं. हां. बरोबर.
आणि ही गोष्ट ज्याने उत्तेजन देणारं पुस्तक किंवा कोर्स आपण निवडावा.
खूप छान वाटलं. आज अ, तुमच्याशी बोलून. हां. खरं आहे, खरं आहे. आणि अ, इतकी मौल्यवान माहिती तुम्ही इतक्या शांतपणे आणि इतक्या अ, सुंदर पद्धतीने पटवून दिलीत. तर अ, खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून. आणि खरंच तुम्ही एक हाडाचे शिक्षक असाल ह्याची अ, खात्री पटली तुमच्याशी बोलता-बोलता.
नाही नाही मी पहिल्यांदा हाडाचा अ, विद्यार्थी आहे. मग शिक्षक चांगला येऊ शकू. धन्यवाद छान वाटलं बोलून, तुमच्याशी बोलून. हां.
<laughs> खूप छान वाटलं गप्पा मारून. खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद.